प्रत्येक कामाचा प्रवास एका सूक्ष्म ठिणगीपासून, एका संकलने संकल्पनेपासून सुरू होतो. पण ही ठिणगी प्रत्यक्ष कृतीत बदलून पूर्णत्वाला पोहोचण्यासाठी, अनेक स्तरांवर अंतर्गत आणि बाह्य संघर्ष करावं लागतं. तर अशी कोणती तुम्ही संकल्पना केली आहे का, की त्यात तुमचं नाही का खूप अ, धैर्य, योजना किंवा चिकाटी त्यात आवश्यक असते?
हं. <chuckles> हो. म्हणजे जराशी गमतीशीर आहे पण अ, अ, असं झालं होतं की अ, मला ना कॉलेजमध्ये गेल्यानंतर स्वतःला प्रेझेंट नाही करता यायचं किंवा मला असं सांगता नाही यायचं, की मला हे येतं मला ते येतं. त्यामुळे मला अपॉर्च्युनिटीज फार कमी मिळायच्या आणि मग अ, ब मला स्वतःला प्रूवही करता नाही यायचं. त्यामुळे मी हं त्यामुळे मी ठरवलं की मला आता ह्याच्यावर काहीतरी करावं लागेल आणि यातून बाहेर पडावं लागेल.
अच्छा. अच्छा. मग काय केलं तुम्ही? हो नक्कीच.
तर मी त्यासाठी काय केलं, अ, मला ना, क्विलिंग येत होतं. तर मी विचार केला की अ, अं, आणि आम्ही ट्रेननेच कॉलेजला जायचो वगैरे असं करायचो. आणि तर मग मी तेव्हा विचार केला की अ, ट्रेनमध्ये कशा सगळ्या बायका अ, रबर कानातले अशा छोट्या-छोट्या गोष्टी विकतात. तसं मला क्विलिंग येतं. तर मी पण अ, क्विलिंगचे कानातले करून असं ट्रेनमध्ये विकणार. असं <chuckles> अशी एक संकल्पना अ, माझ्या डोक्यात आली.
हां, हां, हां. हां, बरोबर. अच्छा. <chuckles> पण तुम्हाला ही अ, कल्पना सुचली कुठून?
एक तर अ
म्हणजे असं पण आपण करू शकतो, ट्रेनमध्ये विकू शकतो असं,
एक ना कोणीतरी अ, कॉलेजमध्ये का कोणीतरी मला असं ते क्विलिंगचं कानातलं दिलं होतं. आणि ते अ, खूप गोड होतं आणि मी ते बरेच दिवस वापरत होते.
अच्छा, हां.
मग मी एक दिवशी म्हटलं आपल्याला पण क्विलिंग येतं. तर आपण पण जरा ट्राय करून बघूया की जमतंय का हे असं कानातलं करायला. तर मग मी प्रयत्न केला तर मला जमलं.
हां बरोबर आहे.
मग मी म्हंट आणि अ, मला हे पण मला स्वतःला ह्याच्यातून या एका फिअर मधनं बाहेर काढायचं होतं. की कसं लोकांना सांगायचं आणि अ, आधी म्हणजे माझा भाऊ मला नेहमी सांगायचा की ताई आधी आपल्याला ना स्वतःला सेल करता आलं पाहिजे.
हां, हां. हो नक्कीच अ, स्वतः पाहिजे आपल्याकडे.
तर आपल्या हां आणि अ, मार्केटिंग आपलं स्वतःचं आपल्याला आधी करता आलं पाहिजे, असं तो मला नेहमी सांगायचा, पण मला ते कधीच जमलं नाही आणि जमत नव्हतं. तर मला त्याच्यातून बाहेर पडायचं होतं, मग मी त्या ट्रेनमधल्या वगैरे बायकांना बघितलं, म्हटलं हे लोकं नक्कीच काहीतरी थोडंसं इन्वेस्ट करून तो माल विकत घेत असणार आणि त्यांचं एक ध्येय असणार की हा माल विकून याच्यातनं प्रॉफिट कमवायचा. पण जर माझ्याकडे हे आहे असं त्या ट्रेनमधल्या लोकांनी सांगितलं नाही. तर लोकं त्यांच्याकडनं काही विकतही घेणार नाहीत ना, म्हणजे मग मला समजलं की मला असं काहीतरी केलं पाहिजे.
हो नक्कीच. हां, हां. हां बरोबर आहे. हो. हां अगदी. युनिक काहीतरी.
हां. पण त्याच्यासाठी माझी जर मेहनत असेल, मी जर मेहनत करेन, माझ्या हाताने काही गोष्टी बनवेन. तर मग मी अ, विकेन फॉर शुअर कारण शेवटी अ, माझी मेहनत असणार आहे. म्हणजे माझी मेहनत फुकट जाईल, जर मी विकलं नाही तर.
हां. हो, नक्कीच. मग गेले का ते सगळे विकले गेले?
हां, तर काय झालं
असं कधी वाटलं नाही का तुम्ही हे करायच्या पूर्वी नाही का, तुम्हाला अशी भीती वगैरे वाटली नाही का? आपण एवढं करतो आहे आणि जर नाही विकलं गेलं तर? <laughs> असं नाही, एक तो पॉइंटपण आपल्या डोक्यात असतो.
अरे! खूप, खूप. <laughs> खूप भीती वाटली, सांगते काय. हो, सांगते काय म्हणजे अं, काय झालं की ते मग मी ठरवलं की मग मला असं काय येतं की अ, जे मी विकू शकेन? मग मला असं अ, मग मी ते क्विलिंगचं कानातलं करून बघितलं. मग ते मला आलं, म्हटलं चला हेच करून बघूया आणि जवळ-जवळ एक अ, 100-150 काय जास्तच मला वाटतं 200 च्या आसपास मी असे ते कानातले बनवले. आणि ते बनवायलाही फार वेळ लागतो, पाठ कंबर मान सगळं एक होऊन जातं, दुखायला लागतं सगळं आणि
अच्छा. अच्छा, एवढे? हो, पूर्ण <smacks lips> काय हां. ताण येत असेल खूप डोळ्यांवर पण ते कंटिन्यू ते बघत करत बसायचं, नाही का?
हो. हां आणि एकदम असं बारीक-बारीक आणि विकतो आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये परफेक्शन आलं पाहिजे. थोडंसं काही बिघडलं काही झालं तरी चालणार नाहीत. म मला,
मग तुम्ही कधी यायचं नाही का कायमस्वरूपी बिझनेसचा असा विचार केला का? हे करता येता पण कायमस्वरूपी काहीतरी बिझनेस वगैरे करू?
नाही, नाही, नाही. नाही, मला ते करतानाच जाणवलं, की हा माझा कायमस्वरूपीचा बिझनेस असू शकत नाही, हे आता मला तात्पुरतं अ, त्या माझ्या फिअरमधनं बाहेर पडायचं आहे, म्हणून अ, अं, तेवढ्यापुरतं मी हे करू शकते. असं म्हणून मग मी ते सगळे केले, त्याला मला जवळ-जवळ तीन दिवस तर गेले, म्हणजे दिवसा कॉलेज, कॉलेजमधनं हां. कॉलेजमधून आल्यावर, एकदम रात्री बसून मी करायचे आणि परत दुसऱ्या दिवशी कॉलेजला जायचे. तर असं करत, मला तीन दिवस लागले, सगळं तयार करायला.
अच्छा. हो, हो, हो. हो, नक्कीच. अ, ते खूप असं चिकट काम आहे, एकदम नाही का, एकदम अ, एक जागी बसून करावं लागतं. अरे! हे सोडून अजून कोणती कल्पना वगैरे आली का तुमच्याकडे, नाही का, की अजून आपल्याला काय शिकायला भेटेल किंवा अजून काही वेगळं करता येईल का?
असं, मग मी त्याच्यातनंच इन्स्पायर होऊन, म्हणजे ते माझे तयार झाले. मग मी ट्रेनमध्ये गेले, डब्बा घेऊन अ आणि डब्बा घेऊन गेल्यानंतर माझ्या तोंडातनं काही शब्दच फुटेना की माझ्याकडे आहे, विकत घ्या. सवय नाही ना आपल्याला असं आणि हां. मुळातच पोटात असं फिअर होतं, की काही सांगता येत नव्हतं मला माझ्याबद्दल किंवा अशी थोडीशी लाजरी-बुजरी होते मी. तर
हां. अच्छा. का हो असं? <chuckles> हो, बरोबर आहे, थोडी भीती वाटते आपल्याला असं पहिल्यांदा. हां, नाहीतर ट्रेनमध्ये कसं नाही का, चाय गरम-चाय गरम, असे पण नाही का, ते एकदम कॉन्फिडेंटली बोलतात आणि आपल्याला थोडंसं नाही का, असं लजाळूपणा म्हणतो ना आपला तो आपल्याला हे होत असेल.
हां, एकदम. हो. आणि ते विक विकणारे अ, पण क्लिप्स लेलो, रबर लेलो, इयरिंग लेलो, असं सगळं हो.
खूप छान बोलतात ते, ऐकून पण नाही का अरे! किती कॉन्फिडेंटली बोलतात आहेत ते.
आणि मी म्हंटलं मी आता हे असं कसं, कसं बोलायचं आणि माझ्या कंठात असं अडकलं होतं सगळं, म्हणजे दुखायला लागला होता माझा घसा. पण फुटतच नव्हतं बाहेर. मी म्हंटलं, मग मी त्या डब्याकडे बघितलं. म्हटलं सगळ्या माझ्या 3-4 रात्री फुकट जातील, जर मी असंच उचलून घरी घेऊन गेले तर. मला बोलावंच लागेल, बोलावंच लागेल आणि असं म्हणून मी
हो. अरे! हो, नक्कीच. बोलते ना, "जो बोलता है, उसका बिकता है" असं काहीतरी आहे ते, एक म्हण आहे. हं, हं.
हां, तर मग मी असं म्हणून एक मोठा श्वास घेतला आणि "एक्सक्यूज मी", असं म्हंटलं आणि मग मी एक सुरुवात झाली. मग तो डब्बा असा सगळीकडे फिरायला लागला, माझ्यापर्यंत यायला बराच वेळ लागला. असा सगळीकडे फिरला-फिरला आणि अर्धा झाला डब्बा, अर्धं विकलं गेलं, मला पैसे पण मिळाले त्याचे.
हां. हो, हो. अरे वाह! झाला का मग? त्यामध्ये तुम्हाला नफा झाला?
मग मी हो. आणि घरी जाईपर्यंत मी 2 2 डब्बे भरलेले कानातल्यांचे. मग घरी जाईपर्यंत मी सगळे दोन्हीच्या दोन्ही डबे, संपवले आणि त्याच्यातून छान कमाई करून अ, म्हणजे अं, प्रॉफिट मिळालं मला आणि मग मी गेले घरी. मग ह्याच्यातनच तुम्ही विचारलेला प्रश्न, की आणखीन अशा काही संकल्पना सुचल्या का? तर अ
अच्छा. अरे वाह!
मी ना मग अ, हे करायला लागले अ, दिवाळीच्या वेळेला अशा पणत्या रंगवून अ, सेल करायला लागले. असं, असं वगैरे मी केलं.
काय? अरे! हां, हां, हां. अरे वाह! म्हणजे मग तुम्ही त्यातून अजून एक संकल्पना शोधून काढली म्हणजे नक्कीच.
हो. <chuckles>
खूप छान आयडिया आहे ही, म्हणजे नाही का? आणि ती स्वतः रंगवलेली पणती असते ना त्याची एक मजाच वेगळी असते हो. फील म्हणतो ना भावना खूप छान असते त्याच्यामागची आपली.
हां. आणि ते आणि मग ते विकलं गेलं, की मग ते आणखीन छान वाटतं. मग अ, यावर्षी दिवाळीला काय झालं, की मला एवढा वेळ नव्हता, की इतक्या पणत्या मी रंगवेन आणि मग अ, टेन्शन असतं एक, की विकलं नाही गेलं तर मग मला ते टेन्शन नको होतं. आणि परत घरी लहान मूल. मग त्याने काय त्या पणत्या फोडल्या-बिडल्या असलं काहीतरी केलं तर?
हो. नक्कीच. काय झालं? हां, हां, हां. हो. बरोबर आहे. मग ते अजून एक नुकसान होईल मग नाही का? अशी घरच्यांचं कधी आलं का, म्हणजे तू हे काम करती असं त्याच्यावर तुम्हाला कधी काय बोललं गेलं? किंवा काही असं नाही का? होतं ना कधी-कधी घरच्यांना आवडत नाही.
हां. म्हणून मग मी हं. झालं मध्ये-मध्ये हां. म्हणजे आवडलं नाही असं नाही झालं, पण अ, त्या अ, त्यावेळेला काय व्हायचं, की आम्ही 11 जण राहतो एका घरात.
हां. हां. बरोबर.
मी अशी खूप वेळ काम करत बसले. तर मग किचनमधलं माझ्या हां, माझ्या सगळ्या कामाची जबाबदारी दुसऱ्या कोणावर तरी येते ना. मग ते असं कधी-कधी होतं. हां, कधी-कधी व्हायचं, पण मी त्या गोष्टीकडे असं फार लक्ष नाही दिलं. त्यामुळे असं काही मी, म्हणजे माझ्या मनाला नाही लावून घेतल्या त्या गोष्टी, सोडून दिल्या. मग यावर्षी मी असं म्हटलं की नको म्हणजे असं विका विकायला नको, काहीतरी दुसरं करूया. तर मग मी अ, पणत्यांचे, म्हणजे कशा पणत्या तयार करायच्या? म्हणजे अशा रंगवायच्या, त्याला डेकोरेट कसं करायचं? याचं सगळ्याचं वर्कशॉप घेतलं.
सगळा स्वयंपाक वगैरे राहत असेल. हो, मग ते चिड-चिड होत असेल. अच्छा. मग काय केलं तुम्ही मग? हां. अच्छा वर्कशॉप घेतला तर तुम्ही त्याचं. हं, हं, हं आणि मग अ, मग तसं सगळं शिकवलं असेल तुम्हाला ते कसं पेंट करायचं, पॅकिंग वगैरे पण शिकवली असेल मग त्यात?
हां. हां, म्हणजे मी अ, त्यांना अ, पणत्या घेऊन गेले होते. आणि अ, काही-काही रंगही घेऊन गेले होते, बाकीचे मी त्यांना आणायला सांगितले होते आणि मग मी एक-एक सॅम्पल पण घेऊन गेले होते की कसं रंगवायचं. मग मस्त झालं एक 15-20 मुलं होती, वर्कशॉपला आणि छान त्यांना मज्जा आली, हो खूप मज्जा आली त्यांना अ, त्यांनी एक-एक मी दाखवलं काय, काय काय कलर कॉम्बिनेशन्स करायचे, मग एक पणती तर आम्ही असे छान मोती लावलेले, खडे लावले होते, असं सगळं केलं होतं. तर ती तर खूपच अ, सुंदर दिसत होती. आम्ही एका इस्कॉनच्या मंदिरात गेलो होतो. हां.
हां. अच्छा. वाव मस्तच! म्हणजे नाही का मजा पण केली असेल एकदम. वाव मस्तच! असं कधी झालं आहे का तुम्ही सगळ्या पंत्या रंगवल्या आणि त्यामधली एक पंतीचा जो सेट असतो, तो तुम्हाला खूप आवडला आहे. तुम्हाला असं वाटतं की ते विकूच नको आपलं विकायलाच नको, असं झालं आहे का कधी?
हं. हो, झालंय ना, याच वेळेला झालं. म्हणजे विकायला नको म्हणजे ते सॅ सॅम्पल बनवून नेलं होतं मी आणि ते इतकं सुंदर बनलं होतं. त्याचं कलर कॉम्बिनेशन, त्याला ते लावलेले मणी, मोती त्याने ती पणती इतकी सुंदर दिसत होती ना की ती माझी अशी इच्छाच होत नव्हती.
हो का? काय झाल, काय केलं मग? अच्छा. वाव! म्हणजे ते बघूनच एकदम नाही असं वाटतं ना, अरे, एवढी छान बनवल्या आपण आणि कशा दुसऱ्यांना कसं द्यायचं? असं होत असेल कधी-कधी.
हो, हो. हो, मग ते मला कोणालाच देण्याची इच्छा होत नव्हती. पण, द्यावं लागलं मला एक मुलगा घेऊन गेला माझी ती पणती.
मग दिलं का नाही तिला? द्यावं लागलं, बरोबर एवढी मेहनत केली आहे तर द्यावंच लागणार ना? <laughs>
हमें और एक बनानी है, तो हम लेके जाते हैं. असं म्हणून ते घेऊन गेले माझी ती पणती. <laughs>
नाही अच्छा, असं आणि असं होतं का हो? तुम्ही म्हणजे ज्या तुम्ही आता नवीन-नवीन कल्पना शिकताय संकल्पना वगैरे तर जु जुन्या गोष्टी विसरून जात आहे, का त्या पण तुम्ही ते फॉलो फॉलोअपमध्ये घेताय?
हां, हां. अंम नाही, मी अ, जुन्या गोष्टी पण घेते फॉलोअपमध्ये म्हणजे, आता ज्यावेळेला असं घरात कोणाला बर्थडे गिफ्ट वगैरे द्यायचं आहे. तर त्यावेळेला मग मी ते अ, मी जे क्विलिंग शिकली आहे त्याचे ग्रीटिंग कार्ड बनवते स्वतःच्या हाताने किंवा त्याचे कोणाच्या लग्नाला जायचं आहे आणि आपण पाकिटात पैसे दे देतो घालून मग तसे मी गिफ्ट एन्व्हलप्स बनवते क्विलिंगचे असं सगळं मी करत असते म्हणजे जुनं मी विसरत नाही.
हां. हो. अच्छा, म्हणजे तुम्ही ते सगळं नाही का? ठेवता जपून सगळ्या गोष्टी.
हो, हो. <laughs>
बरोबर आहे. जुन्या गोष्टी पण आठवणीत ठेव ठेवायलाचं पाहिजे. नक्कीच.
हो ना.
आणि अजून अशी आहे का तुम्हाला? की आता हे पणत्यांचं तर झालं, अजून काहीतरी क्रिएटीव्हीटी आपण करावी असं काही आहे का डोक्यात, तुमचा प्लॅन वगैरे काही बनवलाय तुम्ही त्याचा?
अं, प्लॅन म्हणजे ना मला अं, काय बरं त्या आर्टला म्हणतात? क्लेआर्ट सारखं असतं बघा लिंपन, लिंपन आर्ट. तर आता मला ते करावंसं वाटतंय. म्हणजे मी आता गणपतीमध्ये डेकोरेशन केलं होतं पिचवाईचं आणि खूप मज्जा आलेली मला ते डेकोरेशन करायला. पूर्ण आम्ही असे 9-9 फूट चे प्लाय नाही-नाही, नाही-नाही. आमची अ, सगळ सगळे आम्ही फॅमिली मेंबर्स होतो हां. मग असे 9-9 फूट चे प्लाय आम्ही कलर केलेले. मग त्याला अशा काचाबिचा म्हणजे मिररवर्क केलेलं, त्याच्यावर. मग त्याच्यावर अशा छान सुंदर अशा गायी काढल्या होत्या आम्ही असं सगळं केलेलं हो. हं.
अच्छा, लिंपण. हां, हां. वॉव! एकट्यानेचं केलं होतं, का अजून कोण होतं सोबतीला? अच्छा, फॅमिली मध्ये केलं होत ओके. वॉव! म्हणजे मस्तच एकदम नाही का? <chuckles> आपली संस्कृती जपून तुम्ही डेकोरेशन केलं म्हणजे ते.
हां. म्हणजे कामधेनू काढल्या होत्या. आणि मग मधल्या मधला जो होता तो तर अख्खं मिररवर्क होतं, मधला प्लाय होता तो. आणि खूप दिवस लागलेले त्याला वगैरे.
हो. अच्छा. अशा हे हे करताना असं कधीही असं आलं का? समस्या वगैरे, उद्भवल्यात का तुम्हाला? म्हणजे नाही का तुम्हाला असं पाहिजे होतं पण ते असं झालं नाही. असं पण कधी-कधी होतं ना.
हो झालं ना. झालं ना आता ते जे मधला मधला प्लाय जो आम्ही एकदम कट टू कट मेजरमेंटने आम्ही हे केलेला. पण त्यावेळेला तो ना 9फूट चा प्लाय आहे होता म्हणजे, पण त्याच्यामुळे ना आम्हाला तो उभा करता नाही आला. कारण तो जो खालून कापायचा होता तो कापला नव्हता त्यामुळे आम्हाला भिंतीला, भिंतीला उभं करून मेजरमेंट नाही घेता आलं. म्हणून आम्ही खाली ठेवूनच मेजरमेंट घेतलं आणि सगळा कलर करून झाला, पूर्ण त्याचं मिररवर्क झालं आणि तो सेंटरच होता, त्या अ, सेंटरलाच बाप्पा बसणार होता. मग अ, तो सगळा कलर-बिलर करून झाल्यावर ज्यावेळेला उभा केला ना, तेव्हा कळलं की ती एवढी सगळी मेहनत जी काही आपण केली आहे ती सगळी तिरकी झाली आहे.
अच्छा. हं. अरे मग काय केलं? हां. अच्छा. हो, हो, हो. हं. अरे! मग काय केलं मग, ते कसं काय केलं उभं केलं मग त्याला?
बापरे! खूप वाईट वाटलं. पण नंतर काही करू शकत नव्हतो, परत 1 प्लॅन आणि 10 दिवस आमचा तो फक्त मधला प्लाय करण्यासाठी गेले होते.
अरे! म्हणजे अजून तुम्हाला 10 दिवस ते अप्लाय करायला जातील? बरं.
हां. तो आणि गणपती 4च, 4 दिवसांवर आले होते तर, शक्यच नव्हतं परत तो प्लाय आणा परत एवढं सगळं करा, मग जसा आहे तसाच ठेवला होता. बाजूचे 2 प्लाय लागले. मग खालीवरती जरा तिरकं-तिरकं जे झालं होतं ते सरळ केलं कलर मारून आणि थोडीशी ॲडजस्टमेंट करून, मग मध्ये जेव्हा बाप्पा आला तेव्हा ते काही एवढं वाटलं नाही. म्हणजे ज्या आम्ही ज्यांनी केलं होतं त्यांना माहिती होतं की हे मधलं तिरकं आहे. बाकी जे बघायला वगैरे आले. त्यांना असं काही एवढं कळलं नाही की ते तिरकं वगैरे झालंय. <chuckles>
अच्छा. हं. अच्छा. हां, हां, हां, हां. हो नक्कीच त्यांना काही आता माहीत नसतं. जुगाड काहीतरी केलं म्हणजे तुम्ही, नक्कीच. नाही खरंच तुम्ही जे सांगितलं ना, तुम्ही जे ट्रेनमध्ये ते विकलं आणि ज्या पणत्या अशा मस्त रंगबिरंगी बनवल्या आणि त्याझं पण तुम्ही एक कल्पना शोधून काढली. नाही का? मला ते खूप आवडलं आणि तुम्ही अशाच नवनवीन नाही का संकल्पना शोधून काढता आणि विकता. म्हणजे हे ऐकून खूप छान वाटलं म्हणजे असंच माणसांनी ना असं एक टॅलेंटेड म्हणतो ना, असंच पाहिजे की एका गोष्टीमध्ये नाही का एक गोष्ट केली की लगेच दुसरी गोष्टचं तर विचार केला पाहिजे की आपण अजून काय करू शकतो? आणि तुमचं जे तुम्ही डेकोरेशन केलं गणपतीसाठी आणि ते तुमच्यात जे नाही का प्रॉब्लेम झाला की ते प्लाय कमी-जास्त झाला, ते तिरका झाला, आणि त्यामुळे त्यावर पण तुम्ही अशी युक्ती शोधून काढली. खरंच मला खूप छान वाटलं. खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद करून. आपण परत पुन्हा बोलू.
हां, हां, हां, हां. <chuckles> हो, हो. <chuckles> हो, हं, हं. हम्म. मलाही खूप छान वाटलं. नक्की-नक्की. खूप-खूप धन्यवाद.
खूप-खूप धन्यवाद आपले पण.